बघा, अ, कुठल्याही क्षेत्रात आपल्याला जायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी बेसिक नॉलेज तरी माहिती असायला पाहिजेत, नाही का? मग अ, आपण असं कुठलं नवीन क्षेत्र निवडतोय, तर मग ते आपण ज्ञान कसं मिळवायचं बरं?
हं. नक्कीच, नक्कीच. तर बघा. आजचं जे युग आहे ते आधुनिक युग आहे आणि याच्यात माहिती मिळवणं काही मोठा असा टास्क आहे नाही. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीसाठी नवनवीन माहिती उपलब्ध आहे. अ, सोशल मीडियावरती ती माहिती खूप सारी उपलब्ध आहे. आणि सोशल मीडियाच्या मा अ, त्या माहितीनुसार आपण जरी ती माहिती गोळा केली ना आणि लोकांचे अनुभव हे त्या सोशल मीडियावरती त्यांनी अ, आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. तर त्या अनुभवांच्या सहाय्याने जर आपण पाऊल उचलले, इथून ज्ञान घेतलं, तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. आणि कुठल्याही नवीन अ, क्षेत्रात आपण जेव्हा पाय ठेवत असणार, तर तेव्हा त्या क्ष अ, त्या क्षेत्राबद्दलचे जे पॉझिटिव्ह अ गोष्टी आहेत, त्या बघणे. त्यानंतर काय अडचणी निर्माण होऊ शकतात यांच अ अभ्यास करणे. आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण काय-काय लोकांनी काय-काय केलेलं आहे आणि आपण काय-काय करू शकतो, याचा आपल्याला पुर पुरेसा आढावा असणे हे गरजेचं आहे. आणि आपल्या आपली कॅपॅसिटी काय आहे, त्याची आपल्याला अनुमान ग असणं आवश्यक आहे. आणि जरी आपली त्या टायमाला आपल्याला असं वाटत असेल, की आपण ह्या क्षेत्रात जावं आणि जरी आपल्याकडे त्या पद्धतीची साधनं नसतील, किंवा आपली तेवढी कॅपॅसिटी नसेल, तर आपण ती डेव्हलप केली पाहिजे. ते साधनंही डेव्हलप केले पाहिजे आणि ती कॅपॅसिटीही डेव्हलप केली पाहिजे.
अच्छा. हं, हं. अरे वाह! हं, हं. नक्कीच. अरे वाह! म्हणजे हं, हं.
तर हो हं.
म्हणजे बघा ना, आपण म्हटलो की सोशल मीडियावरती लोकांनी अनुभव शेअर केलेले असतात. नक्कीच म्हणजे काय होईल, ज्याने की "पुढच्याच ठेस मागचा शहाणा." असं होऊ शकतं नाही का? म्हणजे त्यांचा अनुभव आपल्याला नेहमीच फायदेशीर ठरणार. मग तुम्ही असं कुठलं केलंय का नवीन क्षेत्रात गेले आणि मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायला लागल्यात?
हम्म. नक्कीच. हो, हो. हो. हं. हो, म्हणजे नवीन क्षेत्र कसं होतं ना, की मी एक इंजिनिअर आहे आणि इंजिनिअर असल्यामुळे की इंजिनिअरचं कसं असतं, की तो इंजिनिअरिंगच्याच फील्डमध्ये जाईल असं तसं. आपल्या घरच्यांचीही आपल्याकडनं तीच अपेक्षा असते. पण माझं थोडंसं वेगळं होतं, की मला व्यवसायाकडे वळण घ्यायचं होतं स्वतःचा. पण आमच्या परिवारात काय कोणी व्यवसाय आजपर्यंत केलेला नव्हता. अन् मीच पहिला विचार म्हणजे मी ए अ, तसा त्या पद्धतीचा विचार करत होतो, की मी व्यवसाय केला पाहिजे. आपण स्वतःचा मालक स्वतः झालं पाहिजे. पण मला गाईडन्स नव्हतं, त्या पद्धतीचं मला ज्ञानही नव्हतं. फक्त माझी इच्छा होती. मग मी त्या इच्छाच्या बेसिसवरती पहिले तर मी जॉब केला. मग ते जॉब नंतर मी कंटाळलो आणि म्हंटलं आता स्वतःच काहीतरी सुरू करूया. तर मी मी शिक तर मी एक थोडसं अ, सुरुवात केली, की माहिती गोळा करण्यासाठी की आपण कसा व्यापार करावा? व्यापार कसा होतो? त्यानंतर व्यापारचे अ, काय फायदे आणि काय तोटे आहे? जर अ, मग तिथे मला अ, चांगलं Youtubeवरती ज्ञान भेटायला सुरुवात झाली. की चांगले बिझनेस कोच होते, डॉक्टर विवेक बिंद्रा म्हणून. मी त्यांचे अ, बिझनेसच्या थियरीज ऐकायचो, कसा बिझनेस अ, नवीन-नवीन कंपन्यांनी कसा त्यांचा बिझनेस उभा केला? कसं त्या त्यांनी ग्रोथ घेतलं? काय अडचणी त्यांनी फेस केल्या होत्या? तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं मला आहे ना, आवड निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर मग मी माझा एक अ, बिझनेस स्पेसिफिक काय करायचं आहे ते ठरवलं. त्यानंतर त्याच्याबद्दल माहिती Youtubeवरुन गोळा केली, सोशल मीडियावरनं गोळा केली. आणि जे LinkedIn आणि त्या ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्स आहेत. जिथे या व्यवसायामधले लोकं
अरे वाह! हो ना. अच्छा. हो. अच्छा. अरे वाह! अच्छा. अच्छा. हं, हं. हं. अरे वाह! अच्छा!
आज आपल्याला दिसून येतात. त्यांना, त्यांच्यासोबत मी कॉन्टॅक्ट बनवला आणि त्यांना विचारपूस केली, की हा व्यवसाय कसा होईल? त्याच्या आणि त्या व्यवसायासाठी सप्लायर कुठून शोधणार? तर या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मी Youtubeवरूनच घेतलं.
अरे वाह! म्हणजे
आणि त्या पद्धतीने मी अप्लाय करत गेलो आता.
अरे वाह! म्हणजे हे जे नवीन तंत्रज्ञान आलंय हे आपल्या ज्ञानात आपल्याला जे ज्ञान मिळवायचं आहे, जे की सहज शक्य नव्हतं बघा.YouTubeच्या माध्यमातून तुम्ही विवेक बिंद्रा वगैरे या सर्वांना भेटलेत. जे की आपण प्रत्यक्षात आपण त्यांना कधी भेटू शकत नाही किंवा तेवढं शक्य होणार नाहीत, तर ह्या तंत्रज्ञानानं आपल्याला आणखी जीवन सुखी केलंय असं वाटतंय ना?
हं. हं. नाही, नाही. नक्कीच हो. हो, नक्कीच. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर आहे ना, लोकं चांगल्या पद्धतीतही करताय आणि वाईट पद्धतीतही करताय. तो आपल्यावरती डिपेंड करतं की आपल्याला कुठली पद्धतीने त्याचा वापर करून घ्यायचा आहे. तर माझ्या मते जर मी त्याचा चांगला वापर केला, लोकांसोबत जुडलो, लोकांकडून व्यापारासाठी माहिती गोळा केली, व्यापाराला सुरुवात केली, व्यापाराला त्याच प्प्ल्या अ, सोशल मीडियाच्या माध्यमातून गो ग्रो केला.
अगदी बरोबर. अरे वाह!
अशा सर्व गोष्टी झाल्या. आणि या सर्व गोष्टी शिकणं सोशल मीडियावरतीच झालेलं आहे. सोशल मीडिया झालं. त्यानंतर वेगवेगळे चांगले बिझनेस रिलेटेड पुस्तकं आहेत. जसं की Think and Grow Rich, त्यानंतर Rich Dad Poor Dad. या पद्धतीची जी पुस्तकं आहेत, ते आपण वाचले पाहिजे. त्यांच्यामधूनही ज्ञान भेटतं. अ, एक गोष्ट सांगितली जाते ना, की तुमच्या तुमचे जे एव्हरेज 5 लोकं आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही उठता-बसताय तुम्ही त्याच लोकांसारखे होणार आहे. पण ते लोकं आणि माझं मी त्याला कसं इंटरप्रिट केलं होतं, की उठता-बसतात माझ्या सोबतचे 5 लोकं म्हणजे? जर मी माझ्या स्वतःला अशा अ, डॉक्टर विवेक बिंद्रा झाले, हे पुस्तकमध्ये जे ज्यांनी लिहिलेलं आहे, Rich Dad Poor Dad ते डॉक्टर कियोसाकी, रॉबर्ट कियोसाकी. तर यांच्यासोबत मी स्वतःला सराउंड करतो ना. म्हणजे मला, मी ह्या लोकांना ॲज अ इमॅजिनरी म्हणून स्वतः अवती-भोवती जाणायला लागलो, त्यांचं वाचायला लागलो, त्यांच्याबद्दल शिकायला लागलो. तर मी ही अ, असा विचार करत होतो, की मी ही, त्यांच्यासारखा होईल आणि निश्चितपणे माझी विचारसरणी त्याच लोकांनुसार झाली. मी त्याचनुसार विचार करायला लागलो, निर्णय घ्यायला लागलो.
हो. अरे वाह! हो. हं, हं. हो. हो. अरे वाह! म्हणजे माणूस फिजिकली प्रेझेंट किती आहेत? यापेक्षा त्याचे विचार किती उंच आहेत, असं म्हणू शकतो आपण. कारण माणूस विचारांनीच बनतो. आपण आपलं शरीर कुठे आहे? किंवा आपलं शरीर काय करतंय, आपण कुठे फिरतोय? यापेक्षा खरंच जर माणूस विचाराने मोठा असेल तर तो वैचारिकदृष्ट्या मग ह्या सगळ्यांबरोबर बघा फिरू शकतो.
हो. नक्कीच. हं. बरोबर. आणि आताच्या लोकांना काय झालंय ना, की कुठल्याही नवीन क्षेत्रात गेले तर त्यांना इन्स्टंट रिझल्ट हवे असतात. पण असं गरजेचं नाही, की तुम्हाला लगेचं रिझल्ट भेटतील. तुम्हाला काही तुम्हाला काही दिवस द्यावे लागतील. असं जसं मारवाडी परिवार असतात. ते कसं सांगतात, की तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरुवात केला तर पहिले 1,000 दिवस तुम्ही त्या व्यापारासाठी दिवस रात्र एक करा. आणि त्या 1,000 दिवसा हा, तुम्ही त्याला म्हणजे अक्षरशः पूर्ण तुमचं म्हणजे ते, ते पहिले जे 1,000 दिवस आहे ना, ह्याच्यात निस्वार्थपणे तुम्ही त्या व्यापारात राहा. तुम्हाला प्रॉफिट हो रो लॉस हो, हे काहीचं बघू नका. त्या व्यापाराला ते पहिले 1,000 दिवस तुम्ही सस्टेन करा, टिकून धरा.
हो. हं, हं. अच्छा. अरे वाह!
म्हणून आणि मग त्यानंतर त्यांच्या व्यापारामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होते. आपण असं बघितलं असणार आहे आणि असेच ते अ, जे मारवाडी लोक आहेत, हे किती सक्सेसफुल आपण बघतो. ते त्यांच्या मुलांना कुठेच असं अ, की एखादा व्यक्ती त्यांचा जॉब करतोय असं दिसणार नाही. ते सांगतात, की अ, छोटासा धंदा कर, पण तू स्वतःचा कर. आणि त्याच्यामध्ये ते ते पोरांचं कितीही मोठं असे मी मोठे-मोठे माझे मित्र बघितलेत जे सीए झालेले आहेत, कोणी ॲडव्होकेट झालेला आहे, कोणी अ, मोठा असा डॉक्टर आहे, पण त्यांनी कधीच असा विचार केला नाही, की मी दुसऱ्यांच्या इथे काम करू. त्यांनी असा विचार केला, की मी स्वतःचं माझं टाकतो ना. मी ज्ञान घेतलेलंय, तर मी स्वतःचा माझा काहीतरी अ, सीएवाल्याने तो स्वतःचा फर्म टाकला, अ, डॉक्टरनी स्वतःचा दवाखाना टाकला, तर अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचे कार्य केले.
हो ना. हं, हं. हो. नक्कीच. अ, हो. आणि बघा पण अ, आपण एवढं सगळा बिझनेस करतो म्हटलं, आपण ज्ञान मिळवतो म्हटलं, तरी पण आपण कुठं ना कुठेतरी कमी पडतो. आणि ह्या कमी पडल्यामुळं ना, आपल्याला कधी-कधी अ, थोडेसे अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. तर अ, तुम्हाला असं कधी झालं का? की मी ह्या गोष्टी सगळ्या मनापासून केल्या होत्या, पण थोडं अपयश आलं. मग त्या अपयशामध्ये तुम्हाला कोणी मदत केली का? आणि ती कशी केली असेल?
हं. नक्कीच. नक्कीच. म्हणजे आप प्रत्येक व्यक्ती हा पूर्णपणे अ, त्याच्याकडे ज्ञान नसतं, बरोबर. तर अ, हे ज्ञान जे आपल्याला जे खड्डे-खाचे माहिती नाही आहेत हे भरण्यासाठी आपल्याकडे ना मेंटॉरची आवश्यकता गरजेची असते. आपण कोणाला त्या क्षेत्रामधला जो अ, उच्च ज्ञान ठेवतो अशा व्यक्तीला मेंटॉर बनवलं ना, तर निश्चितच आपला फायदा होतो किंवा आपलं जे नेटवर्क आहे, हे चांगलं पाहिजे. त्या ज्या अ, क्षेत्रात आपण आहे, त्या क्षेत्राच्या लोक त्या लोकांसोबत आपलं उठणं-बसणं चांगलं असलं पाहिजे की तेही आपल्याला मग गाईड गाईडलाईन करतात, की आपण या परिस्थितीमधनं बाहेर कसं निघावं? की जर या अशी अ, बिकट परिस्थिती आली, तर हिला सामोरे कसं जायला पाहिजे. बिझनेसमध्ये येत ना, की कधी-कधी लीगल इश्यूज येतात. तर त्या लीगल इश्यूजला कसं हँडल करायला पाहिजे. तर या ह्या सगळ्या गोष्टी आपण एका मेंटॉरकढणं शिकतो आणि आपण जेवढेही मोठे व्यावसायिक लोक बघणार, यांचे मेंटॉर असतात. बरोबर.
नक्कीच. हो ना. हो.
आता मी जे सांगितलं डॉक्टर विवेक बिंद्रा आणि हे, हे डॉक्टर विवेक बिंद्रा स्वतः टाटा ग्रुपचे कन्सल्टंट आहेत. ते त्यांना मेंटॉरशिप करतात. अंबानींजला मेंटॉरशिप करतात. तर असे मोठे-मोठे व्यापारी मेंटॉर्स घेऊन बसलेले आहेत जे त्यांना ज्ञान देत असतील. वारंवार त्यांना स्वत अ, अपडेट करतात ते लोकं.
हं, हं.
त्यांच्या द्यान
हो. हं, हं.
तर नक्कीच मेंटॉरशिप आपल्याला फायदेशीर पडते जिथे आपण अटकतो त्या अशा ठिकाणी.
नक्कीच. म्हणजे बिझनेसमध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात असेल. जर आपल्याला अपयश आलं तर आपण कुणाचं तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ना की आपण आपल्या मनाने सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. अ, जर आपण आपल्या मनानेच करायचं म्हणलो, तर याला वेगळं वळण लागू शकतं. याच्याबद्दल काही सांगता येईल का?
हं. हो. नक्कीच. नक्कीच ना. हो. नक्कीच. जर आपण अ, समजा स्वतःच्याच मनाने केलं आणि आपण वारंवार त्याच चुक्या करतोय. तर नक्कीच आपण त्या खड्ड्यामधनं बाहेर निघणार नाही. त्याच खड्ड्यात अडकून राहू. पण जर एखाद्या व्यक्तीची आपण मदत घेतली. त्याला हाक दिली. त्याने आपल्याला आणि वरती चढण्यासाठी तो त्याने जर खाली दोर फेकला, तर तो आपल्यासाठी चांगलाच असतो. आपण त्याला निदान धरून वरती तरी चढू शकतो. तर ह्याच पद्धतीने व्यवसाय असेल किंवा नवीन कुठला आपण क्षेत्रात कुदत असणार. तर त्या क्षेत्रातल्या एक्सपर्ट मेंटॉर आपण त्याच्याशी कन्सल्ट करूनच काम केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी माणसाने स्वतःच्या अंगी अ, एकदम घट्टपणे अ, लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे धैर्य आणि धीर असणं आवश्यक आहे.
हो. अरे वाह! नक्कीच.
जर आपलेय आपल्या अंगी ते नसेल, तर आपण त्या क्षेत्रात जास्त वेळ, जास्त दिवस टिकू नाही शकणार. आणि मी तुम्हाला जे सांगितलं ना, की आपण पहिले 1000 दिवस तरी त्या क्षेत्रात टिकलो पाहिजे. आपल्याकडे ते धैर्य पाहिजे. लगेच नफा आपल्याला भेटणार नाही किंवा काय त्याच्यामधनं आउटकम भेटणार नाही. आपण तेवढे दिवस ते आउटकम विसरून काम केलं ना, तर नक्कीच त्या 1000, 1000व्या 1 दिवशी आपल्याला नक्कीच काही ना काही चांगलं बघायला भेटेल. कारण की आपण धीर धरलेला होता तोपर्यंत.
हं, हं. नक्कीच. हो ना, आणि ते खूप महत्त्वाची आणि मोलाचा सल्ला आहे बरं हा, की आपण धैर्य धरलं पाहिजे, धैर्य ठेवलं पाहिजे, संयम असावा. अ, खरंच खूपच छान. पण बघा आता, जे काही नवीन अ, लोक असेल, नवीन फ्रेंड्स असतील आपले, जे की अशा नवीन क्षेत्रात उतरणार आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काय सल्ला देऊ शकता बरं?
हो. हं. बघा, त्यांच्यासाठी मी सल्ला देतो की तुम्ही एक अ, स्वतःला चांगल्या अ, ज्ञानासोबत सराउंड करा. चांगल्या पुस्तकांनी तुमचं ज्ञान वाढवा. चांगल्या त्या अशा ज्ञानाच्या गोष्टींसोबत सराउंड करणार ना, तर तुमची विचारश्रेणी त्या पद्धतीने होईल. आणि जर विचारश्रेणी त्या पद्धतीने झाली, तर तुम्ही त्या पद्धतीने विचार कराल आणि त्याच मार्गाने तुम्ही पुढे पाऊल टाकाल. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या कुठल्या गोष्टीमध्ये अटकाल अटकलेले असाल, तर तुम्ही त्या पद्धतीचं नेटवर्क तुमचं असणं आवश्यक आहे. नेटवर्क तयार करा. मेंटरशिप घ्या. ज्या ज्ञानी लोक आहेत, त्यांच्यापासून ज्यांना त्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षांचा अनुभव आहे, त्यांच्याकडनं तुम्ही ज्ञान घ्या. आणि धैर्य आणि धीर तुमच्या अंगी ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये टिकून राहून तुमची प्रगती गाठता येईल.
हं, हं. अरे वाह! नक्कीच. म्हणजे आपण हे सगळं आधी त्या क्षेत्रात उतरताना ह्या लोकांनी तो विचार करायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा ना ह्या लोकांनी खरंच आपलं स्किल ओळखायला हवं नाही का? की आपण कोणत्या क्षेत्रात जाण्यासाठी आपल्याजवळ कुठलं स्किल आहे. मग ते ह्यांनी कसं ओळखावं बरं?
हो. नक्की. हो. बघा प्रत्येक माणूस जेव्हा ते काम करत असतो ना त्याला आपोआप समजायला लागतं, की हे काम आपल्यासाठी बनलेलं आहे, की नाही.
हं, हं.
तर त्यानंतर तो माणूस एखादा चांगला गिटारिस्ट असेल, म्युझिशियन असेल, डान्सर असेल तर त्याला ते कळतं, की मी जे आता करतोय ते माझं अ, गोष्ट नाहीये. मला आवडतं काय आहे? मी त्याच्यात गेलो पाहिजे. मग त्या पद्धतीने स्वतःला ओळखा आणि डेव्हलप करा.
अरे वाह! खरंच. आपण मला खूप छान माहिती सांगितली हां. खूप आवडली मला ही माहिती ऐकताना आणि मी देखील असं कधीतरी विचार करेन आणि कोणतीही गोष्ट करताना मी नेहमी हाच विचार करेन की मला जास्तीत जास्त ज्ञान कसं घेता येईल? खरंच तुम्ही मला छान माहिती दिली त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार आहेत.
धन्यवाद.